अरेरेरे! हं.
आणि मग अशामध्ये झोपायचं कसं?
हां ना. हां.
तरी पण बऱ्याच जणांनी पर्याय तो निवडला होता, की ठीक आहे आपण इथे झोपूया. काही जण जाऊन जे मॅनेजर होते टूअरचे, त्यांच्याशी भांडत होते. आम्ही सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी गेलो होतो, अपोज केलं होतो गोष्टीला, पण ते म्हणाले, की सध्या माझेच हात बांधलेले आहेत. कारण जो डिसायडेड हे होता आपला स्पॉट होता थांबण्याचा तो समहाव व्हॅकंट नाही आहे आणि तो व्हॅकंट नसल्यामुळे आपल्याला इथे राहावं लागते. कारण तिकडचे जे यात्रेकरू होते, त्या धर्मशाळेतले जिथे आम्हाला थांबवणार होते. तिथल्या काहीतरी एक्सिडेंट मीट झाला होता आणि म्हणून ते तिथे एक्सटेंडेड झाले होते ते राहणं त्यां
हं. हं. हं. हां. अरे! हं. अच्छा. हं, हं, हं.
पण त्यामुळे आमची गैरसोय होत होती. मग आम्ही तेव्हा असं ठरवलं, की आपण आता हॉटेल शोधूया आणि राहूया. मग त्यांनी मला 2-3 हॉटेल्स मी पण मग शेवटी तिकडून बाहेर निघाले. माझ्याबरोबर अजून
हं, हं, हं. ओके. हं हं.
काही जणं होते ज्यांनी ठरवलं, की ठीक आहे आपण शेअरिंगमध्ये रूम घेऊ. आणि 1-2 रूम किंवा जर हॉल मिळत असेल, तर घेऊ आणि तसे राहू आणि प्रत्येकाची तयारी दाखवली, की आपण खर्च करूया.
हं, हं. हां. ओके
आणि मग अ, ते सर्वात महत्वाचं म्हणजे, जिथे गाड्या थांबल्यात जिथे बसेस थांबल्यात.
हं.
त्याच्या जवळपास एखादं हॉटेल बघणं गरजेचं आहे. कारण जर सकाळी सकाळी जर चुकून उठ उशीर वगैरे झाला.
हो ना. तेच तर. हं.
तर आपल्याला धावपळ व्हायला नको गाडी पकडण्यासाठ
हां. बरोबर, बरोबर. हं.
आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे आपल्याला जायचं आहे प्रयागराज. तर ते तिथे पोहोचणं महत्वाचं आहे. त्यामुळे असं नको व्हायला, की इथे आपल्यामुळे सगळ्यांना लेट होत आहे आणि आपल्यामुळे मग तिथे पोहोचणारा प्रॉब्लेम झाला. म्हणून मग आम्ही तिथे एक अ, जे आहे तर लॉज होते आणि इथे काही हॉटेल आहेत ते बघायला सुरुवात केली. तर सुरुवात केली आणि जसं त्या लॉज किंवा हॉटेल मालकांना कळलं. तसे त्यांनी रेट वाढवले.
हां. हो. हो ना. हं, हं. हं. हं. अरे बाप रे! पण मग तुमच्यासाठी आता हा जो अनुभव आहे, तर तुमच्यासाठी अ, जसं आता हा अनुभव आला तर अ, प पुढच्या वेळेला म्हणा किंवा एकट्याने जर फिरायचं असेल, तर तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट कुठली आहे? की सुरक्षा असेल म्हणा किंवा खर्च म्हणा किंवा कुठल्या सोयी-सुविधा, तर जसं हां. हं, हं, हं.
हं. तसे रेट वाढव <coughs> बरोब सेफ्टी. सेफ्टी, सुरक्षा सर्वात पहिला म्हणजे सुरक्षा हवी. त्यानंतर आपण जे आहे ना स्वच्छता आणि जे आपण बघतो सगळ्या गोष्टी, त्या आहेत. तर पहिला जो त्यांनी स्पॉट जो कंप ह्याच्यातर्फे ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रोव्हाईड करण्यात आला होता. तिथे सामानाची सुरक्षता किंवा आमची स्वतःची सुरक्षितता सुद्धा आम्हाला तिथे वाटत नव्ह
हां. हं, हं. सोयी सुविधा. हं, हं, हं. हं. अरे बापरे! हं.
म्हणून मग आम्ही असं पाऊल उचललं. कारण, एक विचार करा ना, की तुम्हाला हा भला मोठा हॉल दिला आहे आणि त्याच्या एका टोकाला वॉशरूम आहे, बाथरूम आहे जे अल्मोस्ट गुड फॉर नथिंग. असून नसल्यासारखं होतं आणि जे दुसऱ्या टोकाचं बाथरूम, टॉयलेट आहे ते आम्ही बघायलाच गेलो नव्ह इव्हन इथेच जेवढा उजेड आहे, तर तिथे काय जाऊन पुन्हा घाण बघायची.
हं, हं, हं. हं. हं. हं. हं अ, हां.

हो ना. पण तुम्ही असं नाही का करत, की आता जर कुठेही जायचं आहे तुम्ही ठरवलत आता जसं की प्रयागराजला जायचं होतं. तर अ, तुम्ही असं नाही का केलत, की अ, चला आधी आपण बघून घेऊयात चेक लिस्ट काय आहे किंवा तिकडे काय-काय आयटिनरी जी म्हणतो आपण. ती लोक प्रोव्हाईड करतात, की तुम्हाला इकडे राहायचं आहे, हां. किंवा अ, हे तुमचं हॉटेल आहे, इकडे तुम्हाला हे-हे जेवायचं आहे किंवा इतके दिवस आहेत, इतका वेळ लागणार आहे. हे जे दाखवतात ना, तर ते तुम्ही आधी अ, बघितलं नव्हतं का? किंवा असं तपासता का? हं
तर त्याच्यामुळे बरोबर. बरोबर. बरोब हं. बरं. ते सगळं बघितलं होतं, ते सगळं तपासणं गरजेचंच असतं, की जेव्हा आपण बुकिंग करतो ना, तेव्हाच आपल्याला हे सगळी माहिती दिली जाते, की आपले आपण एवढ्या रात्री आणि एवढे दिवस आपण ट्रॅव्हल करणार आहोत. आणि आपल्याला सगळं जेवण वगैरे आपल्यातर्फे पुरवलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला राहण्याची, झोपण्याची सगळ्याची सोयीची माहिती दिलेली असते. पण <clears throat> जेव्हा तुम्ही
हं, हं. हो, हो. हं. अगदी बरोबर. हं. हं, हं. हं. हां. हं.
तुमच्या राज्याच्या बाहेर आहात
हं.
एकटे आहात. आणि अशी कंडिशन्स उभ उद्भवते, की तिथे जे मिळेल ते घ्या नाहीतर मग तुमचं शोधा. त्यावेळेला त्यावेळेला तिकडे जो डिसिजन घेणं गरजेचं असतो. त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप अ, असा सपोर्ट दाखव दिला होता, की काहीही झालं, तरी कम्फर्ट आणि तुझी तब्येत ह्याच्यात काहीही कॉम्प्रोमाईज करायचं नाहीस.
हं. अरे बापरे! हं. हां. हं. हां. अगदी बरोबर. पण तुम्ही मग त्या ट्रॅव्हल एजंटला नाही ज्यांच्यातर्फे तुम्ही गेला होतात, ज्यांना पैसे दिला होतात. त्यांच्याशी बोलणं नाही का केलंत, की "अरे मी तुम्हाला पैसे दिले आहेत तर तुम्ही माझ्या सेफ्टी" अच्छा. ओके.
मग तिथे थोडासा बरोबर. बरोब ते नंतर झालं. ते नंतर झालं. जो पहिला ट्रॅव्हल आमच्याबरोबर जे टूर मॅनेजर होते ना, त्यांच्याशी आम्ही तर तिथे म्हणजे भांडणाचाच सूर निघाला प्रत्येकाचा. म्हणजे, "काय तुम्ही असं करत आहे? आणि आम्हाला तुम्ही दाखवलं आहे काय? सांगितलं आहे काय आणि कुठे ठेवताय आम्हाला? ते असं हे, अ, योग्य आहे का?" तर त्यांनी आम्हाला हात वर केलेल आहे, की "बाबा आम्ही जे प्रपोज केलं आहे ते सध्या अवेलेबल नाही आहे आणि आता दुसरीकडे कुठे आम्हाला तरी सध्या रात्रीचे 11:00 वाजत आलेत त्यामुळे जे मिळाल, तिथे आपण राहूया" असं त्यांनी आम्हाला सांग स् सुचवलं म्हणजे तिथे. मग आम्ही ठरवलं, की नाही आपण बाहेर पडूया. मग तिथे एक हॉटेल होतं त्यांनी पाच हजार रुपये एका रात्रीचेच मागितले होते. पण जे माझा ग्रुप होता ना, माझ्या बरोबरचा त्यांची त्यांनी ठरवलं, की ठीक आहे तिथे तू आरामात 2 रूम बुक कर. आपण 3-3 लोकं एकेका रूममध्ये राहू आणि मग जे काही होईल ते आपण शेअर करून घेऊ. तर ते कम्फर्ट होतं मला आणि मग मी माझ्या स्वतः जाऊन मी पहिला रूम बघितले एकटीने जाऊन रूम बघितले आणि त्यांना मग मी व्हिडिओ कॉल थ्रू किंवा फोटोस असे त्यांना पाठवत होते, की बघा हे असे रूम आहेत तुम्हाला चालणार आहेत का? कारण शेवटी ती पण माणसं काही माझी अशी नात्यातली नव्हती.
अ, हां. <chuckles> हो. हां. बरोबर आहे. अरे बापरे! हं. हं. हं. बाप रे! हां. हां. हो ना. हां. हां. हं. वाह! <chuckles> हां. अच्छा. हं. हां, बरोबर आहे. हं. बरोबर आहे.
किंवा काही नाही तिथे माझी त्या टूअरलाच ओळख झालेली माणसं.